अ, आणि त्याच्यानंतर काय होतं, की मग आपल्याला कळतं, की आपल्याकडे आहे की नाही आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं, की बऱ्याच वेळेला मी ते क कबोर्ड सगळंच खाली करते. आणि मग असं बघत असते, की अ, याच्यामध्ये कित कितीशा गोष्टी अशा आहेत, की ज्या आम्ही वापरलेल्याच नाही आहे किंवा हार्डली 1-2 वेळाच वापरलेल्या आहेत. आणि मग अ, कसं होतं, की याच्यामध्ये कोणत्या चांगल्या पण आहेत, चांगल्या नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मग मी चेक करते, की अ, किती हे झालेलं आहे. आणि मग ते ते बघितल्यावर मग मला कळतं, की अरे ह्या गोष्टींची काही गरज नाहीये, ती काढून टाकूया. मग त्या मी अशा सॉर्ट-आऊट करायला सुरुवात करते. आणि मग त्या अ, समोर ठेवते, की ज्या बऱ्याच दिवसापासून वापरल्या नाही गेलेल्या आहेत, ते बघितलं पाहिजे, वापरलं पाहिजे. हे सुद्धा मी करते. मग ह्या एक-एक-एक-एक गोष्टींची लिस्ट बनवली. आणि हे झाली, की मग प्रयत्न असतो माझा, की अ, तो व्यवस्थित सगळं ठेवायचा. म्हणजे कळतात ह्या गोष्टी. आणि डिजिटलचं जे आहे अ, डिजिटलचं जे क्लटर असतं ना, ते कसं असतं, की अ, थोडं अ, ईझी आहे. म्हणजे त्याचं एवढं नाही होत, की जसं आता डिजिटल म्हटलं, की आपल्याला काही ज्या गोष्टी नको असतात त्या डिलीट करायच्या. ज्या असतात त्या एका व्यवस्थित अ, फोल्डरमध्ये आपण सेव्ह करू शकतो. आणि अ, कसं असतं, की अ, जास्त करून डिजिटलमध्ये आपल्याला जर काही सेव्ह करायचंच आहे, तर त्यांच्या इथं बॅकअपला वगैरे पण असं बरंचसं चांगलं असतं. तर मग अ, तो तेवढा काही प्रॉब्लेम होत नाही. पण कसं आहे, की जसं आपले ईमेल्स असतात, अ, डेस्कटॉपच्या फाइल्स असतात, त्याला पण आपण असं बरोबर लावतो.
हं, हं. अरे, बाप रे! हां. नक्कीच. हं, हं, नक्कीच. अरे, वाह! हं. हो, हो. हं, हं. <chuckles> हं. हां. अरे, वाह! नाही, नाही, नक्कीच, नक्कीच. हं, हं. अच्छा, हं. हो, हो, हो. <chuckles> नक्कीच, नक्कीच. हो. हं, हं. हं, हं, हं. हं. <chuckles> नाही, नाही, नक्कीच, नक्कीच. नाही, नाही, अ, अ अगदी तुम्ही योग्य बोललात, की हं, हं. नाही, नाही, अगदी योग्य तुम्ही बोललात. आणि खरंच अ, म्हणतात ना, की जे क्लटर असते ना, हे कुठेतरी आपल्या कीबोर्डमध्ये म्हणा किंवा मग कपाटामध्ये म्हणा किंवा मग आपल्या प बेडखाली म्हणा किंवा मग छतावर म्हणा, हे कुठेतरी जास्त प्रमाणात आढळतं. तर नक्कीच मला वाटतं, की आपण ज्या काही युज मधल्या गोष्टी त्या कुठेतरी सेपरेट करावं. जे आपल्याला युजलेस आहे ते आपण कुठेतरी सेपरेट करावं. तर मला वाटतं, हे देखील तुम्ही खूप सुंदर असा उपाय सांगितला. आणि मला वाटतं, हा उपाय जर प्रत्येकाने केला, तर कुठेतरी जे क्लटर आहे, हे आपल्याला कमी करण्यामध्ये नक्कीच कुठे ना कुठेतरी मदत मिळेल. तर मला असं विचारायचं आहे, आता हे सगळं आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी सांगितलं क्लटर असते. पण आपण जर हे क्लटर साफ करायचं ठरवलंच, तर आपण सुरुवात कुठून? करावी? क कब कपबर्डपासून अ, आपण सुरुवात करावी का बेडपासून? का कुठून अशी सुरुवात करून मग आपण जे सर्व काही क्लटर आहे, त्याला आपण घराबाहेर काढावे?
हं, हं. हं.

अच्छा. हं, हं.
तेच आहे. बाकीचं अहं, आपण कसं म्हणतो, की अ, ह्या असतात ना? की मानसिकतेच्या, त्या पण असतात, की त्यालाही मेंटल क्लिअरिटी म्हणतात. ते पण असतं.
नक्कीच ना, नाही-नाही, नक्कीच. <chuckles> नाही-नाही खूप तुम्ही सुंदर सांगितलं आणि अतिशय सुं सुंदर तुम्ही आजची व्याख्या क्लटरची कुठेतरी मला सांगितली आणि नक्कीच मला कळालं, की कसेच काय, आपल्या घरामध्ये देखील क्लटर असतात किंवा मग असा कचरा असतो. तर मला वाटतयं तेच कुठेतरी क्लटर म्हणायला हरकत नाही. तर मला असं विचारायचंय तुम्हाला? की लोकांना क्लटरचा त्रास होतोय. हे तुम्हाला कसं कळलं बरं? आणि मग तुम्ही त्यावर कसं काम केलं? असा काय तुमचा अनुभव काय?
हं, हं. लोकांना.
हा, लोकांना म्हणजे तुम्हाला, इतरांना, कसा त्रास होतोय त्या गोष्टीचा?
म्हणजे, अ, अ, कसं आहे की ज्या गोष्टी आपण वापरण्यात येत नाही आणि ते असं आजूबाजूला पडलेलं आहे. मग ते कधी अस्त-व्यस्त असतं किंवा त्यानी उगाच नाहक जागा घेतलेली असते. ज्याची गरज नसते. तर मग जेव्हा अशा गोष्टी होत असतात ना, मग तेव्हा कळतं, की हे उगाचच असं पडलेलं आहे किंवा याची काही गरज आहे का? किंवा मग असं होतं, की दुसऱ्यांच्या कोणाच्या काही वस्तू असतील, त्या आपल्याला बऱ्याच वेळेला खूप वेळेपर्यंत दिसतात, की ह्या वापरल्या जात नाहीये का? आपण घरामध्ये विचारतो की "हे का ठेवलेलं आहे? कशासाठी आहे? हे कधींचं इथेच पडलेलं आहे." तर मग ह्या गोष्टी जेव्हा बघ स्वतःच्या पण असतात म्हणजे आपल्या ह्याच्यातल्या रूममधल्या आणि अ, घरामध्ये पण आपण जसं किचनमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी पडलेल्या असतात. हॉलमध्ये असतात. मग ज्याची काही गरज नसते किंवा आपण म्हणतो ना, की अडगळीची खोली असते किंवा असं अ, वरती अशी जी जागा असते. अ, म्हणजे आपलं
हं, हं, हं. अच्छा. हं, हं. <chuckles> नक्कीच. <chuckles> नक्कीच. हो, अगदी बरोबर. नक्कीच, नक्कीच. हो. <chuckles> नक्कीच.
त्या याची रूमच्या वरती जायची असते. तिथे पण अ, तिथे पण आपण असं बरंच पडलेलं असतं. मग कधी काय होतं? जेव्हा मी काही बघायला जाते किंवा मला काही हवं असतं किंवा मला तिथे काहीतरी त्रास होतो, अडचण होते, की उगाचच पडलंय. मग तेव्हा असं वाटतं की हे गरजे हे जे क्लटर आहे ना? अ, ते खूप गरजेचं आहे म्हणजे त्याची ती अ, साफ-सफाई करणं गरजेचं आहे.
हो, ती जिन्यास आपण ठेवण्यासाठी. हा, एक्स्ट्रा हं. हम्म, अच्छा. नाही ना. हं, हं. नाही, नाही. नक्कीच, नक्कीच, खरंच खूप सुंदर तुम्ही असं सांगितलं आणि खरंच तुम्ही म्हटलात ना, की कसं आपल्या घरी जो अ, क्लटर असते. याचा आपल्याला त्रास नेहमीच होत असतो. आपण पाहतोत की घरात कानाकोपऱ्यात कुठे बी बघा, आपल्याला काय ना काहीतरी क्लटर सापडणारच. तर मला असं विचारायचंय तुम्हाला, की सगळ्यात जास्त क्लटर कुठे तयार होतं? असं तुम्हाला वाटतंय बरं? घरामध्ये आता तुम्ही म्हटलात, अ, जिना असू किंवा आपण ते, त्याच्या व्यतिरिक्त कुठे जास्त होत आहे? हे तुम्हाला वाटतंय?
हो. अ, हो.

अ, कसं आहे, मला असं वाटतं, की एक-एकच गोष्ट करायला घ्यावी. आणि अ, त्याची आपल्याकडे त्यासाठीचा वेळ पण पाहिजे. की एकाच वेळी तर सगळं होणं शक्य नसतं. आणि कसं असतं, जेव्हा आपल्याला अडचण होते, जेव्हा आपली गैरसोय होते, तेव्हा आपलं असं लक्ष जातं, की हे क्लटर आहे म्हणून. तर अ, मला असं वाटतं, की ते जेव्हा ते कळतं ना, तर तेव्हा ॲटलीस्ट लक्षात ठेवावं किंवा त्याचा अ, रिमाइंडर लावून ठेवावा, की हे क्लटर आपल्या इथं आहे सगळंच्या सगळं आणि आपल्याला हे अ, साफ करायचं आहे. कारण कसं होतं, बघितल्या बरोबर लगेच साफ-सफाई करायला नाही होत. कारण तेवढा वेळ पण पाहिजे आपल्याकडे आणि तेवढं सगळं त्याचं काय करायचंय नेमकं त्याचं पण व्यवस्थित प्लॅनिंग पाहिजे. तर मला असं वाटतं, की एखादं रिमाइंडर लावून ठेवायचं. एखादी वेळ काढायची आणि मग ती क्लटर काढायला. त्याच्यावर मग तुमचं जे पण असेल म्हणजे ज्या वस्तू असतील त्या सगळ्या काढायच्या, बघायच्या. आणि नक्कीच घरात पण कोणालातरी विचारायचं, की अ, कोणाला काही वापरायचंय का? असं आहे का? मग त्याचं व्यवस्थित अ, ते तो पसारा काढला, की मग त्याचं वर्गीकरण करायचं, की हे कोणतं कचऱ्यात जाईल. आणि कोणाला जर रियूजला जर द्यायचं असेल आपण ते देऊ शकतो. आणि असं वाटतच आहे, की हे फेकलं नाही पाहिजे, तर त्याच्या बॉक्सवर किंवा एखाद्या व्यवस्थित ठिकाणी आपण ते ठेवू शकतो आणि त्याच्यावर लिहून ठेवू शकतो, की यामध्ये या वस्तू आहेत, वापरायच्या असतील, तेव्हा त्या काढायच्या. म्हणजे जरा सोपं पडतात अशा गोष्टी. तर मला असं वाटतं, की अ
हो, हो. हं, हं, हं. नक्कीच. अ हं, हं, हं. <chuckles> नक्कीच. हं, हं. हं, हं. अच्छा, हां. हं, हं. <chuckles> नक्कीच. हम्म. <chuckles> हं, हं, हं. हं, हं. हां, हां. नक्कीच, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. <chuckles> नक्कीच. हं, हं. हं. अरे वाह! हं, हं. नाही, नाही, नक्कीच. नाही, नाही, खूपच सुंदर तुम्ही सांगितलं खरंच. अ, तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं, की जे क्लटर असते त्याला आपण शक्यतो याची सुरुवात आपण एक-एक करून करावी. आणि खरंच जर पाहतो ना आपण, जो आपल्या घरामध्ये क्लटर असते, हे अतिशय जास्त प्रमाणात असतं हो. कधी-कधी तर असं होतंय, आपण अचानक जर रूम साफ करायला घेतली तर आपला पूर्ण दिवस कसा निघून जाईल हे आपल्याला कळतच नाही. तर निश्चित तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण एक छोटासा कोपरा घ्यावा किंवा एखादं ठिकाण घ्यावं, तिथला साफ करावा. आणि नंतर मला वाटतंय, की आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथला जो काही क्लटर आहे तो साफ करावा. परंतु हे झालं आता साफ-सफाईचं, मला असं विचारायचं आहे, जर आपल्याला हे क्लटर टाळायचाच आहे, समजा घरामध्ये होऊच द्यायचा नाही. तर यासाठी तुम्ही असे कोणतेच बरे छोटे उपाय करतात किंवा छोट्या गोष्टी करतात, की जेणेकरून हे आपल्या घरात होणारा जो क्लटर आहे हे झालंच नाही पाहिजे? आणि जेणेकरून आपली जी साफ-सफाई किंवा ही वेळही कुठेतरी वाचली पाहिजे यासाठी असे कोणते उपाय म्हणा किंवा टिप्स म्हणा तुम्ही युज करता? जर सांगाल तर नक्कीच मला ऐकायला आवडेल.